हे काय करतात कस्टमरचा फीडबॅक घेतात बघा म्हणजे फीडबॅक घेऊन त्यांची सर्व्हिस त्यांनी इम्प्रूव्ह केली. मग अ, त्यांनी असं डिसाईड केलं की तुम्ही रेकॉर्ड करा, अनबॉक्स पुढचा व्यक्ती करतो, तेव्हा म्हणजे आम्हालाही लक्षात येईल की कोणता प्रॉडक्ट तुम्हाला भेटला आहे. कारण की यामध्ये स्कॅमपण व्हायचे कधी-कधी. लोकं काय करायचे? वस्तू तर घ्यायचे म्हणजे अ, ओरिजिनलच भेटायचे त्यांना आणि नंतर म्हणायचे की "नाही, आम्हाला भेटलीच नाही ती." रिटर्न करताना जुना प्रॉडक्ट द्यायचे हां. असे पण स्कॅम रिव्हर्स स्कॅम व्हायचे असे म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच स्कॅम व्हायचा नाही का? आणि आणि आधी फ्युचर
हं, हं. हं, हं. हां. अरे! अच्छा! हो. म्हणजे असंही होऊ शकतं? <chuckles>
हो व्हायचं असं खूप आधी. मग हेच टाळण्यासाठी त्यांनी काय केलं? अ, अ, की कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन होतं बघा. आधी म्हणजे डिलिव्हरी नंतर तुम्ही पैसे द्या, तर काही काही जण काय करायला लागले माहीत आहे का याचा मिसयूज करून अ, त्यांना अशा जागी बोलवायला लागली, डिलिव्हरी बॉयजला जिथं कोणी नसतं मग त्याला मारून धमकून ते पार्सल घेऊन टाकणार नाही का बिना कॅश देता.
हां. हां, हां, हां. अरे रे!
तर असं गोष्टी जेव्हा लक्षात आल्या ना तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सनं सहसा आता कॅश ऑन डिलिव्हरी बंदच करून टाकले, बघा तुम्ही म्हणतात ॲडव्हान्स पेमेंट द्या आधी, आहे ना? मग या हं. हे सर्व स्कॅम त्यांनी टाळले आणि दुसरी गोष्ट ही आहे की ओपन बॉक्स डिलिव्हरी ते द्यायला लागले म्हणजे? अ, जो डिलिव्हरी पर्सन आहे तोच ओपन करून तुम्हाला दाखवणार प्रोडक्ट चेक करणार आणि त्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल एक तुमच्या फोनवर म्हणजे तुमची सहमती दिल्यासारखं हा मी चेक केला आहे अ, आणि ओ-टी-पी दिल्यानंतरच तो डिलिवर्ड झाला म्हणून असं अ, ॲपमध्ये अपडेट होतं. नाही का? तर ह्या सर्व गोष्टी अ, थोडं म्हणतात ना एक हं आणि सिक्युरिटी वाढली आहे ऑनलाईनमध्ये असं मला वाटते.
हां, हां, हां. हो, हो. ते सांगतात. हं, हं. बरोबर. हं, हं. हो, हो. होत असतात म्हणजे हां, हां. ठीक आहे हो, हो चांगलंच आहे, बरोबर सांगितलं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणि कसं असतं की हे सगळं प्रोसेस व्हायला पण खरंच वेळ लागतो ना सगळ्याचे यांना. तर नक्कीच आता त्यांनी ते सगळं असं चांगलं वाढवलेलं आहे. मग अ, आपण असं म्हणतो ना बघा की अ, कधी-कधी अशा गोष्टी पण होतात की आता जसं तुम्ही बोललात की 10 मिनिटात येतं हे येतं पण असे काही-काही अ, ब्रँड्स असतात किंवा आपण प्लॅटफॉर्म म्हणू शकतो उशिरा असं पाठवतात किंवा मग आता तुमच्या याला थोडा होणार आहे किंवा कधी साइज नाही जुळली तर मग ते परत त्यांच्याकडे अव्हेलेबल नसतं. तर मग अ, अशा वेळेस काय केलं पाहिजे?
हो. हो, हो ना. हो. हो ना.

हां, नक्कीच दिसतो. हे बघा अ, ऑनलाईन जेव्हापासून आलंय ना अ, लोकलचं बोलूयात पहिले. म्हणजे लोकलचं तर मार्केटच खाऊन टाकलं त्यांनी. म्हणजे अ, ऑफलाईन जाऊन सहसा कोणी घेतच नाही व वस्तू विकत. पण फायदा पण असा झाला आहे ना, की लोकल जे शॉप होते ते पण ऑनलाईन आलेत. आहे ना? म्हणजे त्यांनी लिस्ट लिस्टिंग केली आहे त्यांचा बिझनेस ऑनलाईन. म्हणजे आपल्याला ही 5 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये जी डिलिव्हरी भेटते ना, कुठून भेटते? तुम्हाला लोकलीच जे आहेत त्यांनाच ते कनेक्ट करतात डायरेक्ट तो प्लॅटफॉर्म, नाही का? तर असा एक फायदाही झाला आहे त्यादृष्टीने आणि ऑफलाईनची जी पद्धती होती ना, कुठेतरी आहे मार्केट आताही. पण तेवढं नाही आहे जेवढं पहिले होतं. कारण की ऑनलाईनमध्ये खूप सारे डिस्काउंटचा तुम्ही उल्लेख केला, सेल येतात मोठे-मोठे आणि त्यामध्ये पण माझंच उदाहरण घ्या, माझ्याकडे जवळपास अ, 7-8 क्रेडिट कार्ड आहेत आणि ते ह्याच कारणासाठी आहेत. म्हणजे सेलमध्ये आलं ना कोणतं तर त्यामध्ये अ, असं असतं, की कधी-कधी वेगळी बँक असते. कधी एच-डी-एफ-सीवर डिस्काउंट असतं. कधी एस-बी-आयवर असतं. कधी एक्सिसवर असतं. कधी अ, वन हां. तर त्यासाठी मी इतके सारे कार्ड ठेवले आहेत आणि खरंच खूप पैसे वाचतात बरं का या सेलमध्ये. पण कोणती वस्तू हो, पण कोणती वस्तू घ्यायची ते पण आपल्याला कळलं पाहिजे. काही-काही अ, सेलर्स जे असतात ना अ, मुद्दामून अ, सेलमध्ये प्राईज वाढवतात आणि त्याला अ, डिस्काउंट देऊन मग जे ओरिजिनल प्राईज असते मार्केटमध्ये, एक्चुअल ऑफलाईन, तेवढीच भेटत असते आपल्याला.
हं, हं. हं, हं. अच्छा, हां, हां. हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हो ना. हं, हं. अच्छा, हां, हां. हो का? हं, हं. हां, हां. अरे! असं पण करतात म्हणजे. <chuckles>
हां, असं पण करतात. मग ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजेत, की कोणता प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात ना, की ऑनलाईन शॉपिंग करणं ही पण एक आर्ट आहे. म्हणजे कोणता प्रॉडक्ट आपण घ्यायला पाहिजे हं, तर ते तुम्ही समजून घ्या.
हं, हं. हं, हं. हो, <chuckles> आता तेही एक आर्टच झालंय म्हणजे. <chuckles> ऑनलाईन शॉपिंग.
हो म्हणजे रिसर्च आपल्याला करायला लागतं स्वतःच आणि मी पर्सनली कसं करतो. अ, Chrome ब्राउझर मध्ये प्लगइन भेटतो एक. म्हणजे ते इनेबल जर तुम्ही केलं ना, तुम्हाला लिटरली त्या प्रॉडक्ट ची हिस्ट्री दिसते, की पहिले किती प्राईज होतं, ब ओव्हरऑल म्हणजे लास्टचे 2-3 वर्षांपासून. हां, मग तिथून तुम्ही चेक करा. मी तसंच करतो. म्हणजे जिथं कमी दिसेल ना, हां, सेलमध्ये जर कमी दाखवत असेल प्लस आपलं कार्डचं डिस्काउंट पंधरा टक्के. माझं ब्लॅक मेंबरशिप असलं म्हणून 15% भेटतं आणि जनरली 10% भेटतं. मग मी तशाच वेळेस विकत घेतो, जेव्हा कमी असेल किंमत तेव्हा.
हं. हां. अरे वाह! अच्छा. हं, हं. हां. अच्छा.